हो, हो, हो, हो. जय भोलेनाथ. करून मग जात असाल ना तुम्ही?
हां, आणि त्यांना ती सवय आहे गावाकडची असल्यामुळं नाही का, तर मग मी म्हटलं मी पण जरा अ, जाऊ आणि ट्राय करू नाही का आणि मग नंतर म्हणतात ना, की जसं मी हळू-हळू अ, त्या जंगलातनं जसं मला सांगितलं, तसं जायला लागलो नाही का आणि Google Map पण थोडा अ, बघत होतो मी कारण की त्यात दाखवत नाही व्यवस्थित, पण आयडिया येती.
हो, हो. हो. हां. हां, पण अ, रेंट ट्रिप वगैरे प्रॉब्लेम असेल ना, तिथे आता ट्रेकिंग आहे? हां.
हां अन् तो रस्त्याच नव्हता ना, तो दाखवणार कसा? अ, तो गाड्यांचा रस्ता दाखवतात. मग ट्रॅकिंगचा रस्ता मी त्यात सिलेक्ट केला तो दाखवला आणि मग तिथून जायला लागलो, जायला लागलो आणि जाता-जाता पुढं अ, डोंगर चढायला लागलो, सगळ्या गोष्टी करायला लागलो नाही का आणि रस्सी वगैरे घेतली होती मी अन् थोडा टेंट पण घेतला होता की कधी राहायला लागलं, तर नाही का तिथेच थांबवू असं नाही का आणि
हो. हां. हो, हो. हां, पण असं व जंगली जनावर असं रानटी पशू वगैरे त्यांची अशी भीती वाटत नव्हती तुम्हाला टेंट घेऊन गेला होता तर.
अ, वाटत होती, पण मी आता म्हंटलं की काहीतरी असं म्हणतात ना, एक करायचा अनुभव असतो. तो अनुभव माझा खूपच अ, दांडका अ, होता असं समजून घ्या. मला ते करायचं होतं.
हां. हो, हो, हो. हां, म्हणजे काहीतरी धाडस अ, धाडसी स्वभाव तुमचा आणि असं म्हणजे सैराट गेला होता म्हणायचं तुम्ही, म्हणजे कशाची पर्वा न करता गेला होता. हां, हां, हां.
हां, हां, हां, हां. मी तसच गेलो होतो आणि मला अ, म्हणतात ना, अ, खूपच अ, आवड होती ते सगळं बघायची अन् करायची नाही का.
ट्रेकिंगचं हां, बरोबर. काहीतरी असं अ‍ॅडव्हेंचरस करायचं तुम्हाला आवड दिसतीये. हां.
म्हणून मी गेलो होतो. हां. तर मग मी तिथं अ, गेलो. कोणच नाही रस्त्यांवरती, एकदम साम सुम असा रोड होता नाही का आणि त्यातनं मी निघालो अन् नंतर मग मी त्या डोंगराच्या अ, एका ठिकाणी पोहचलो पायथ्यापाशी नाही का तिथून अन् मग तिथून मी चढायला थोडं सुरुवात केली ट्रॅकिंग करायला नाही का. एक-एक, एक-एक कोपऱ्या कोपऱ्या धरत अ, चढत होतो अन् तिथं थोडं दोरखंड, साखळी वगैरे लावलेली होती, की लोकं चढण्यासाठी, पण त्या रस्त्याने कोणी येत नव्हतं जास्त असा विषय होता तिथं नाही का, तर अ, हां, तिथून मी हळू हळू चढायला सुरुवात केली, सगळ्या गोष्टी केल्या आणि अ, जसं-जसं वरती जायला लागलो ना, मग मला थोडी भीती वाटायला लागली, सगळ्या गोष्टी अन् माझं थोडं म्हणतात ना, एका ठिकाणावरून मी अ, थोडा पाय घसरला माझा आणि मी खाली निसटलो डायरेक्ट.
बरं. बरं. हां. बरं. अच्छा. हां. हां. अरे बापरे! अ, मग काय झालं? अरे रे रे रे! देवा, बापरे! मग तुम काय झालं मग तुम्हाला? पूर्ण पूर्ण एवढा पुन्हा प्रवास करत जायचं, चढायचं म्हणजे ही सोपी गोष्ट नाहीये.
अ, कसा विषय आहे सांगू का तुम्हाला. ते कड्यावरून खाली जेव्हा सटकलो, त्यावेळेस अ, अ, एका ठिकाणी जाऊन मी नाही का झाडाच्या फांदीला अडकलो माझं शर्ट आणि वाचलं मी थोडं नाही का, बॅगे-बिगेमुळं अन् नंतर मग मी लटकून
हां. हां. अरे बापरे! म्हणजे देवाची कृपा म्हणजे अ, भोलेनाथाची कृपाच म्हणायची तुमच्यावर मग ही.

त्यांच्यामधी मला एक गोष्ट मिळाली, की आपण अगर एखादं अ, म्हणतात ना, की गोष्ट ठरवली पूर्ण करायची, तर ती पूर्ण होतेच. फक्त आपले प्रयत्न व्यवस्थित पाहिजे.
हां. प्रयत्नांती परमेश्वर. म्हणजे क कर, करत रहावा, प्रयत्न करत रहावा, नक्कीच यश भेटेल असं. हां, हां.
हां, हां. हो. नक्कीच यश भेटेल आणि दुसरी गोष्ट अशी, की तुम्ही तुमच्यासोबत आहे ना, वस्तू घेऊन जावा, अ, जेणेकरून तुम्हाला म्हणतात ना, अडचणी येणार नाही अशा.
हां. हां, मग अशामध्ये तुम्हाला असं वाटलं नाही का कोणतरी सोबत असतं, तर थोडा नक्कीच फायदा झाला असता, अशी कधी भावना मनात आली नाही?
अ, हां. अ, झालं होतं, की कोणतरी सोबत असतं, तर मला फायदा झाला असता, पण मी विचार पण केला, की कोण सोबत असतं अन् तो असा पडला असता, मग मी त्याला कसं वाचवलं असतं.
हं. हो, हो, हो, तो पण आहे आणि
मग माझं टेन्शन वेगळं अन् त्याचं पण टेन्शन मला वेगळं घ्यावं लागलं असतं. पण हां, सोबत असलं, की अ, जरा मदत भेटली असती, काही जर अ, झालं असतं, नाही का. मग त्या गोष्टी
हो. हो, हो, हो. म्हणजे इतकी भीती वाटली नसती तुम्हाला जे हो, झालं ना तुमच्या बाबतीत ते. हां.
हां, हां, हां अन् ते निसर्गात मला जे नंतर मला म्हणतात ना सुख भेटलं. ते झाडांचं <shushes> हिरवागार सगळा झाडं, जंगल सगळीकडं आणि ते एक-एक पक्ष्यांचे किलबिलाट, सगळ्या गोष्टी आणि ते निसर्गात मी 1 दिवस त्या अ, टोकावरती राहिलो, नाही का.
आनंद सानिध्यात हो. हां. हं. हो, हो, हो, हो.
कॅम्प करून. ते माझ्यासाठी खूप भारी होतं आणि मनाला शांत
भारी होता अनुभव, असा काहीतरी वेगळा थ्रिलिंग होता म्हणायचं तुमच्यासाठी.
हां, शांत करण्यासारखं होतं अन् मी तिथे एकटाच होतो, म्हणजे कोण नव्हतं नाही का म्हणजे मला माझंच अ, सगळ्या गोष्टी अ, भारी वाटत होत्या.
हां. अ, मग कराव्या लागत होत्या आणि हे करावं लागत होतं. तर मग पुन्हा असा जर सोलो ट्रेक करण्याची जर संधी मिळाली, तर तुम्ही त्याच्यात काय वेगळं कराल मग?

बरं. मग अ, असं मग तुम्ही अ, तरुण पिढीला असं काय सांगाल ट्रेकबद्दल, म्हणजे कसं काय केलं पाहिजे नेमकं त्यांनी, म्हणजे कुठली ठिकाणं निवडली पाहिजेत? हां.
तसं अ, बघा, मला असं वाटतं की तुम्ही कुठल्याही ठिकाण निवडा, पण तुम्ही जाताना योग्य प्रकारचे शूज घ्या, ज्याने तुम्हाला ग्रिप चांगले भेटेल. कुठलेही शूज घालून जाऊ नका, नाही का. ट्रेकिंगचे शूज घ्या. मोठे असतात ना.
हो. हो, हो, हो. ज्या बूट्स अ, असे, म्हणजे त्या टाइप असे मोठे असतात लेदरचे. हां.
अ, ते वाले. हां, माझे कसे, मी आर्मीचे शूज घालून गेलो होतो, नाही का. माझ्या काकांनी आणून दिले होते मला, मोठेवाले नाही का. त्यामध्ये मला एकदा साप चावला होता तिथच, नाही का चढताना, तर ते बुटांमुळं वाचलो मी.
बरं. हां. अरे, ते, हां. हां, बरोबर. मग असं जॅकेट, चिल असं काही जॅकेट टाइप वगैरे काही असं घालावं? हां.
हां. अ, बघा जॅकेट वगैरे घेऊन जावा, जेणेकरून तुम्हाला लागणार नाही. जाड जॅकेट पडला तरी, नाही का आणि अ, तिथं प्लास्टिक वगैरे टाकू नका आणि थोडं अ, योग्य वेळ घ्या. असं सकाळी-सकाळी चालू करा. लई उशिरा रात्रीपर्यंत तुम्ही रस्ता ट्रॅक करू नका. रिस्की असतं ते आणि कुठेतरी गाईड वगैरे घ्या.
हो, हो, हो. हां. हां. हो, हो. तुमची संध्याकाळ झाली होती त्यावेळी, बरोबर. हां, खूपच, हां. हां.
हां आणि अ, म्हणतात ना अ, थोडी स्वतःची काळजी घ्या, तुमची नाही का. अती स्वतःला नुकसानामध्ये टाकू नका, जेणेकरून तुम्हाला असं म्हणतात ना, मी त्यादिवशी वाचलो. अगर मी खाली अजून पडलो असतो ना, मी मेलो असतो मग.
टाकू नका. हां. हो, सुदैव म्हणायचं, दैव म्हणायचं बलवत्तर. तुम्ही त्यातून वाचलात. नक्कीच. एकदम विलक्षणच अनुभव होता तुमचा तो, हो.
हां, हां, हां. तर त्या हो, नक्कीच. म्हणून अ, म्हणतात ना थोडं अ, स काळजी घ्या, तुमची घरच्यांना परत गरज आहे, तर परत येण्यासारखं तुम्ही ट्रॅक करा.
हो. हो, हो, नक्कीच. तर छान अनुभव होता. तुम्ही एकदम असा विलक्षण आणि असा मस्त, आश्चर्यकारक असा अनुभव तुम्ही आम्हाला शेअर केला आणि छान अशा गोष्टी सांगितल्या. ट्र ट्रेकमध्ये काय-काय केलं पाहिजे, काय नाही. कशी काळजी घेतली पाहिजे, तर नक्कीच छान वाटलं तुमच्याशी बोलून.
हो, हो, हो. नक्कीच. मलासुद्धा खूप छान वाटलं बोलून. खूप-खूप धन्यवाद.
हो.